नक्कीच, नक्कीच. आणि मग अजून काही टिप्स तुम्ही द्याल की जेणेकरून ह्या दोन्ही गोष्टी आपण जर घातल्या, तर मग एकंदरीत आपल्याला खूप आपण छान दिसू देखील? आणि अ, ज्या टीका आपल्यावर होतात त्या त्या होणार नाही. आणि आपण चर्चेचा जो विषय बनतो ना कधी-कधी, तो देखील आपण होणार नाही. तर ह्याच्याबद्दल असं काहीतरी थोडक्यात थोड्याश्या टिप्स सांगाल तर? सांगा.
अ हां, हां. हां, हां. मला असं वाटतं की अ, म्हणजे अ, बऱ्याच वेळेला मी ऑनलाईन मागवते म्हणजे जर काही मागवायचं असेल तर. कारण अ, डिस्काउंट चांगले असतात ना. तर अ, कधी-कधी अ, चुका झालेल्या आहेत. कसं की कलर थोडे वेगळे येतात, कॉम्बिनेशन वेगळे येतात किंवा त्याची फिटिंग व्यवस्थित येत नाही. मग ते चांगले पण दिसत नाही. रिटर्न, एक्सचेंज जरी असले तरी पण मला असा अनुभव आला की अ, जर रेग्युलरसाठी असेल तर ठीक आहे. पण आपल्या जर काही विशेष गोष्टींसाठी, इव्हेंटसाठी किंवा आपल्याला जरुरी आहे ना, तर मला असं वाटत जाऊन ट्राय करावं. म्हणजे कपडे, त्याचा कलर आपल्याला चांगला दिसतोय का? त्याच्यावरची ज्वेलरी आणि अ, जसं आता आपण एवढं सगळं बोललो पण अ, आपण म्हणतो ना की आपण पायात काय घालतो तेही खूप महत्वाचं असतं. म्हणजे मला तरी असं <chuckles>
हं, हं. अरे वाह! हं, हं. हं. हं. बरोबर. दिसेल की नाही. हो, हो. हं. हो. नाहीतर वरून सगळं मला पण असंच वाटतं. मला असं वाटतं की म्हणजे मला पण असंच वाटतं की आपण जर वरून एकदम चांगले दिसतो आणि पाय तुमचे कपचे शूज असेल किंवा सॅडल असेल ते वेगळे असतील किंवा मळलेले असतील, तर आपल्याला लूक थोडासा खराब होतो. असं मला आता नक्कीच वाटतं. तर तुम्हाला असं वाटतं का? हां.
हो, हो, हो, हो. नक्कीच आणि हो, नक्कीच. कारण मी असं बऱ्याच वेळा ऑब्झर्व्ह केलेलं आहे, की जर दुसऱ्याचं दिसू शकतं, तर आपलंही दिसू शकतं. हां.
हो. मी पण. <chuckles> आपलं काय नाही. मला पण हेच वाटतं की अरे दुसऱ्यासमोर आपण पण नीट राहिलं पाहिजे एकंदरीत.
राहिलं पाहिजे आणि कसं होतं अ, आपण कसं असतं, की अ, ठीक आहे एक ब्लॅक एक ब्राउन अशी जरा लेडीजला सवय असते आणि तेवढं हां. तेवढं झालं की झालं. पण ते काय होतं मग सगळा लूक खराब होतो असं मला वाटतं. मग त्यासाठी पण मला असं वाटतं थोडे एफर्ट्स घ्यावे आणि जाऊन ट्रायल करावेत. की हे छान दिसतंय का? आणि एक दोन तसं तरी असावं म्हणजे. मग त्याच्यावर आपलं <chuckles> छान दिसतं सगळं, असं मला वाटतं.
हो. हं. सवय असते. हो ना. ओके. अरे वाह! <chuckles> नक्कीच. अरे वाह! खरंच खूप छान पद्धतीने तुम्ही सांगितलत, की आपण पारंपरिक आणि आधुनिक जी स्टाईल आहे ती मिश्रित करून आपण कसं छान दिसू शकतो आणि एकंदरी, त त्याबद्दल आपण तुमचे अनुभव पण शेअर केलेत. तर मला खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. आणि आपण नक्कीच परत भेटूयात धन्यवाद.
हो. तुम्ही. नक्की, नक्की. आपण परत बोलूया. धन्यवाद.